अच्छा. हां, हां, हां. माहिती आहे, माहिती आहे.
हां, हां. तसंच मी सेम बनवला होता. त्या चित्रपटाचा बॉक्स म्हणजे त्यात आपण बघू शकतो चित्रं. अ, मी काय केलं होतं, की एक अ, अ, जुनी मला भंगारामध्ये ती मॅगझीन सापडली होती, नाही का, त्यात अनेक चित्र होते सगळे कथेची, फोटोसारखी. आणि मग मी त्याला का सगळ्यांना कापलं व्यवस्थित चौकोन-चौकोनमध्ये. आणि एक अ, अ, मिठाईचा डब्बा घेतला होता. जो असतो ना जुना आपल्या घरात पडलेलाच असतो कधी-कधी. आणि तो डबा घेतला आणि त्याला एका ठिकाणावरनं कापलं चौकोनी, हां? आणि दोन्ही साइडनं आहे ना मी असे अ, झाडू असतं बघा, झाडूचे असे अ, लांब-लांब दांड्या असतात बघा एक, गोल-गोल. त्याला कट करून दोन्ही साइडला लावलं आणि एकाच अ, पेपर घेतला खूप सारा नाही का चिकटवून-चिकटवून आपला असतो बघा आ वह्यांचे पेपर कापून-कापून त्याला चिकटवलं आणि सुकवलं आणि एका साइडला त्याला, त्या काडीला त्याला चिकटवून टाकलं. अन् सगळे एक-एक, एक-एक, एक-एक, एक असं चित्र मी त्याला चिकटवत गेलो. आणि दुसऱ्या साइडला पण चिकटवलं.
हां. हं, हं, हं, हं. हां. अच्छा. हं. हो. हां. काड्या. हां, हां. हं. हं. अच्छा. अच्छा, मग ते असं फ्लीम सारखं ते झालं असेल, बरोबर?
हां, हां, हां. जसं ते एका साइडनी काडी फिरवली, की ते खेळण्यामध्ये बरोबर ते चित्र, नाही का, फिरत असायचे त्यामध्ये आणि खूप मुलांना आवडलं सुद्धा होतं ते आणि
हां. मग हे तुम शिकला कुठनं होता? की असं हे बनवायचंय, त्याची ती पद्धत म्हणा, हे कुठनं शिकलेला?
<chuckles> अ, नाही. असंच मला आयडिया आली कारण की कोण शिकवणार? त्यावेळेस काहीच नव्हतं. ना इंटरनेट होतं, ना सोशल मीडिया होतं, ना काहीच होतं शिकवणाऱ्या, नाही का? ना YouTube होतं, ना काय होतं. ना मोबाईल होते आमच्याकडं त्यावेळेस. आणि बस अ, डोकं लावलं ते कसं काम करतं आणि त्यातून मी ते बनवलं होतं आणि खूप भ भारी झालं म्हणजे म्हणतात ना सगळी पोरं वर्गामध्ये व सगळं सोडून माझ्याकडेच येऊन ते बघत होते ते बॉक्समध्ये, "अरे चित्रं ह्याच्यात" आणि दुसरे असे बरेचसे खेळणे बनवले आहेत. जसं की अ, काय आहे ना, आधी बघा काचेच्या ग्लासमध्ये ते Thums Up वगैरे काही-काही येत होतं. तर त्या बाटल्यांचं आहे ना, झाकण होतं ना झाकण, त्या झाकणाला आहे ना असं ठेचून-ठेचून मस्तपैकी असं फ्लॅट करायचं. दो असं त्याला म्हणतात ना ते असं आतलं दुमडलेलं ते बाहेर निघेल आणि पूर्ण सपाट होऊन जाईल. आणि त्याला मध्ये 2 आहे ना असे मस्तपैकी होल पाडायचे खिळ्याने वगैरे कशानेपण आणि त्याच्यामधनं 2 दोरी घालून बांधायचं आणि त्याला असं फिरवून हाताच्या दोरीने असं खेचलं ना, ते मस्तपैकी ते भिंगतं, नाही का, भिंगरीसारखं. आणि ते दगडांवर वगैरे कसं घासलं ना तर मस्तपैकी ठिणग्या वगैरे पण उडतात. ते भारी वाटतं खेळायला. हां, दिवसभर खेळायचो मी त्यानी.
हां. मल्टीमीडियाही नव्हतं. हं. हं. हो. अरे वाह! हं. हो. माहितीये ना. हं. हं. हां. अच्छा. हां. अगदी.